मग आता ती प्रथा आता माझ्याकडे सुरू झाली, तर मी काय करतो बऱ्याचशा गोष्टी टाळाटाळ करतो, "मला ऑफिस आहे, मला वेळ नाही आहे, तुम्ही बघून घ्या, मी पैसे देतो, तुम्ही वेळ काढा." म्हणजे मी शक्यतो वेळ देणं जे माझ्याकडनं सहसा पॉसिबल होत नाही अन् त्यातल्या त्यात मग बरेचसे असे कामं असतात, की जी करावं लागतात मग ते लाइटिंग लावायची असते घराला सगळी. मग मी काय करतो
हं. म्हणजेच आपण ह्या सगळ्या गोष्टी पैशात मोजायला लागलो. म्हणजे पैसा घ्या, तुम्ही करा.
हो, नक्कीच. एकदम ओके. तुम्ही करा. किंवा ठीक आहे ना, मग ते फराळचं एवढं सगळं सामान करायचं याच्यात मदत करणार का मग अ, "ठीक आहे रे बाबा, किती खातो गोड कोणी खात नाही, तुम्ही एक काम करा हे रेडीमेड मागवून घ्या थोडे." हं, कारण जे आपला इन्व्हॉल्वमेंट यायला लागला ना, मग त्या गोष्टीकडे मी शक् शक्यतो थोडीशी टाळाटाळ करतो. मग ते ह्याच गोष्टींचा फरक पडतोय की माझे जे मुलं आहेत, त्यांच्यावरही फरक पडतो मलाही कुठं ना कुठं वाटतं की बाबा आपल्या ह्या दुर्लक्षपणामुळं यांचाही इंटरेस्ट थोडासा कमी झाला आहे, की घरात दिवाळीचा सण आहे आपण रात्रभर फिरत राहायचो घरामध्ये, की आज लाडू करणार आहे, आज घरात चिवडा बनणार आहे. रात्रभर आपल्याला झोप नाही यायची, की "कधी झाले का? झाले का?" आपण दीव मला आठवतं ना, की मी अजून घरात असं मला आत्ताही असं वाटत की मी असं माझ्या घरात फिरतोय काय? जुन्या आठवणींमध्ये खेळतो इकडनं-तिकडनं. <chuckles> तर तसं जाणवतंय तसं जाणवतंय मला ना. आता बघितलं ह्यावेळेस दिवाळीला तर ते मुलं टीव्हीकडं ते, कार्टून पाहत बसलेले काही घेणं-देणं नाही, घरात काय तयारी चालू आहे काय नाही.
हं. <chuckles> विकतच घेऊन या. <chuckles> हो. हो. हो, तुमच्यासोबत मी पण आले की फिरायला, <chuckles> दिवाळीमध्ये. बरोबर ना. बघा, आपल्याला हं. आपल्याला ही आठवण तरी आहेत, आपण याच्यावर चर्चा करतोय. म्हणजे आपण भूतकाळात का होईना, पण हा अनुभव आपण घेतला आहे, की आपण ही कामं करायचो, रंगरंगोटी करायचो अ, हे सगळं बनवण्यासाठी आपण वाट बघायचो, की कधी एकदा बनता येतो सुगंधी अ, पूर्ण घरामध्ये पसरलेला असायचा. पण ह्या मुलांना याच्यामध्ये काही इंटरेस्टच राहिलेला नाही आहेत. अं, आणि असं वाटतंय मला की जर आपण तो निर्माण नाही केला, तर कदाचित पुढच्या भविष्यासाठी हे थोडं धोकादायक नाही का ठरायचं?